अरे वाह! खूपच छान! म्हणजे तुमचा अ, दृष्टिकोन बदलला असं बोलायला हरकत नाही. मला अन एक विचार की जीवनावर किती प्रभाव अ, प्रभाव आहे, तुमच्या, या गाण्याचा? म्हणजे हे गाणं तुमच्या आईशी पण रिलेटेड आहे आणि तुमच्या सकारात्मक गोष्टीकडे बघण्याशी पण रिलेटेड आहे. ह्या दोन गोष्टी सोडून अजून काय वाटतं तुम्हाला या गाण्याबद्दल?
नक्कीच जीवनावर तर प्रभाव पडलेलाच आहे. कारण की बघा ना, ते भक्तीगीत आहे. देवाची भक्ती अ, देवाची भक्ती त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. कशाप्रकारे तो देवाची भक्ती करतो आणि तो एक विनवणी करतो की "बाबा आता वाट नको पाहू, माझ्यावर जे संकटे उडवलेत, तू कुठे आहे? तू मला सापडत नाही, मला तुझी आवश्यकता आहे," तर तसंच. माणसाला काय आहे ना आयुष्यामध्ये अडी-अडचण प्रॉब्लेम्स तर येतच असतात. पण अ, काय आहे ना, संयम ठेवणं फार गरजेचं आहे. आता ते तो विठ्ठल ऐकतोय त्याच्या सगळे, विठ्ठलाला माहिती आहे सगळे, पण तो परीक्षा घेतोय त्याची, त्याला ते नाही कळत आहे ना, की "माझी परीक्षा घेतली जातेय." आणि तो तेच विनवणी करतो की "मा आता वाट नको पाहू देऊ, थकलोय मी" पण मेहनत करण्याची पण तयारी ठेवली पाहिजे ना आपण त्याच्यामध्ये आणि थोडासा विश्वास असायलाच पाहिजे आपल्यासोबत की "नाही बाबा तो आहे पाठीशी, माझं काम काय आहे मी मेहनत करेल." कारण की काय आहे, जोपर्यंत तुम्ही
हं. अच्छा. हो ना. बरोबर. हो ना.
दगड मारणार नाही, पाण्यामध्ये, तोपर्यंत पाणी वरती येणारच नाही ना. तर एका दगडाने तर साध्य होणार नाही ते, तुम्हाला बरेच प्रयत्न करावे लागतील, तेव्हा कुठं मग ते तुमचं कार्य साध्य होईल.
बरोबर. बरोबर. मग तुम्हाला वाटतं का की आजची पिढी जी आहे ना ही पारंपरिक गाणी टिकवून ठेवायला कुठेतरी डगमगते. मग अ, कारण आताच्या पिढीला नवीन-नवीन गाणी ऐकायची असतात, हो की नाही? मग त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण मुलांना सोशल मीडियाचा खूप मोठ्ठा क्रेझ आहे.
अगदी बरोबर सांगितलं तुम्ही मुलांना काय आहे ना, आता ट्रेंडिंग राहायला आवडतं, आजकालची गाणी आवडतील आणि पारंपरिक गाणी त्यांना शक्यतो आवडत नाही. कारण की पारंपरिक गाणी जी होती, ती आजच्या जसं तंत्रज्ञान आहे जसे टेक्नॉलॉजी, प्रत्येक गाणं जे आहे त्याच्यामध्ये अ, एवढे इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात, परत तेवढी टेक्नॉलॉजी वापरल्या जाते आणि ते गण्या

अं, सांगायला हरकत नाही. भक्तिगीतांशिवाय काय ना, की दुपारच्या वेळेसला माझी आई जी आहे ना, की काय व्हायचं दुपारच्या वेळेस, आमच्या आम्ही जिथं राहायचो ज्या कॉटर्समध्ये राहायचो तिथं दुपारी अ, पाणी यायचं, एक-दीड तास पाणी यायचं. मग त्यावेळेस काय व्हायचं ना, ते नळाच्या हां, ते नळाच्या पाण्यासोबत बाहेर जे बाहेर न नळ होता तो मग बाहेर माझी आई कपडे धु कपडे धुवायची कारण की कसं आहे कपडे हां, कारण की ते पाणी स्टोरेज-वोरेज नव्हतं त्यावेळेस एवढं. मग ते नळ आले की ते त्यावेळेस ते कपडे धुवायचे. तर बरोबर ते अ, 12:00-2:00 वाजेपर्यंत पाणी यायचं ते आणि मग त्यावेळेस काय होतं ना, त्यावेळेस माझी आई ते रेडिओ लावायची. ते रेडिओवर आकाशवाणी म्हणून एक आकाशवाणीचा एक कार्यक्रम यायचा दुपारी 12:00 वाजता, की त्याच्यावर लागायचे मराठी गाणे अन् ती मस्त असायची मराठी गाणी आणि त्यांचे सिनेमाची गाणी असायची. काही भावगीतं, काही भक्तिगीतं असायची पण सिनेमाची गाणी जास्त असायची. मग त्यावेळेस माझी आई ती गाणी ऐकायची तर मला त्यावेळेस ते एक गाणं आठवतं की ते अ, वारंवार यायचं अन् माझ्या आईलाही ते आवडायचं. ते गाणं होतं ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. ते गाणं एक मला लक्षात आहे.
हं. अच्छा. हो. अच्छा. हं, बरोबर. हां. हं. बरोबर. अरे वाह!
आणि त्यातल्या त्यात अजून एक गाणं होतं की निसर्ग राजा ऐक सांगतो, कुणी माझ्या मनात दडलं या ते एक गाणं आहे, की मला अजूनही आठवतंय ते गाणं की म्हणजे ते शब्द चांगले होते ना ते. निसर्ग राजा ऐक सांगतो, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे, म्हणजे काहीतरी अर्थ होता त्या गाण्यांमध्ये आणि ते शब्द असे होते की ते अर्ध्या रात्री झोपेतून उठवलं कोणी आणि विचारलं की, "बाबा सांग काय? ऐरणीच्या," तोंडातून निघतं लगेच, "देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे." अ, निसर्ग राजा, काय सांगतो? ते एकदम निघून जाता ना कारण ते मनात रुजलेले आहेत ते.
अरे वाह! हो. हां. हं. हो. बरोबर. खूप छान आठवणी आहेत तुमच्या आईसोबतच्या आणि तिच्यासोबतची जी गाणी, मला वाटतं हे तुम्ही आयुष्यभर लक्षात राहू हो की नाही? आणि त्या गाण्यांनी तुमचा दृष्टिकोनही बदलला, तुमच्या जीवनावरही प्रभाव आहे. जेव्हा केव्हा तुम्ही गाणे ऐकता तेव्हा तुम्हाला सकारात्मक भावना येतात. हे पण खूप भारी वाटलं ऐकून आणि खरं बोललात तर बरोबरच आहे. आताची लोकं आहेत ना, अ, लाइक सोशल मीडियावरती किंवा फॅन्सी गाणी ऐकायला आवडतात त्यांना, जी त्यांना ट्रेंडिंग असतील, कूल वाटेल अशी. पण आपली जी मराठी गाणी आहेत ना, अभंग आहेत, आपली जी संस्कृतीतली गाणी आहेत ना, ती खूप भारी आहेत मला वाटतं. कारण ती जेव्हा ऐकतो ना, तेव्हा कुठे आपल्याला जाऊन शांती भेटते. खरी शांती असते ना, ती भेटते. कारण गाणी कितीही ऐकली ना, आपले जे रूट्स असतात ना, ते आपण विसरू नाही शकत कारण तिथून कुठून ना कुठे आहे ना, लहानपणापासून ऐकलेली ती गाणी असतात आणि त्याचा प्रभाव आपल्या डोक्यावरती खूप मोठ्या प्रमाणात असतो, हो की नाही? आणि जसं तुम्ही तुमच्या आईनी गाणी ऐकलेली गाणी आणि तेव्हाचे जे हे होते विषय होते, तुम्हाला एवढे चांगल्या प्रकारे आठवतंय हे ऐकूनही भारी वाटलं. पुन्हा बोलायला आवडेल तुमच्यासोबत. तुमचे खूप-खूप आभार आणि धन्यवाद.
अगदी बरोबर. धन्यवाद तुमचेही.

मला असं वाटायचं, की जेव्हा ते गाणं वाजायचं ना, की नक्कीच, आता जे आहे, की आपला म्हणजे नाश्ता रेडी झालेला आहे. आईने नाश्ता केलेला आहे किचनमध्ये कारण की ते काय आहे ना, ती सकाळी धावपळ करायची आणि सगळं हे करायची. आणि मग जेव्हा ते अ, तिचं ते काम संपायचं ना, सकाळची आवरावावर सगळी संपायची ना, त्यावेळेस जाऊन ती काय आहे गाणे लावायची. कारण तो वेळ भेटायचा तिला. तर मग नक्कीच तर माझ्यासाठी एक अलार्म होता एका पद्धतीचा, की जेणेकरून मला कळायचं, की नाही का आता हिचे कामं झालेले आहेत सगळे, आता आपल्याला उठायला काही हरकत नाही आहे, की जेणेकरून तिच्या कामातही लुडबुड होणार नाही आणि आपल्यालाही काय अ, गरमागरम तो नाश्ता खायला भेटेल. पण असं मला ते नेहमी आठवतं.
हो. हां. हो. हो, हो. बरोबर. हो, हो, हो. हं. ओह. अरे, वाह! खूपच छान! म्हणजे आनंदही आहे आणि भावनिक संबंधही आहे, हो की नाही त्या गाण्यासोबत? मग ते गाणं तुम्ही अजूनही ऐकता का? कारण काही लोकांना सवय असते, की घरची गाणी फक्त घरी राहतात. मोठी झाल्यावरती ऐकायची सवय आहे ना, निघून जाते. मग तुमच्या सोबत असं झालं का कधी?
अगदी. अ, नाही. मी स्वतःहून तर कधी ऐकत नाही, पण अ, आमच्या घरात अजूनही ते गाणे लावल्या जातात. पण ते आता फरक एवढाच आहे, की आता ते गाणे YouTubeवर लागतात, टीव्हीवरती लागतात. पहिले ते टेप रेकॉर्डरमध्ये लागायचे. अजूनही ते वारंवार कधी ना कधी ते गाणं पडतं कानावरून ते आठवतं, की लहानपणी अरे, हे गाणं अजूनही म्हणजे काय आहे ते आई-वडिलांनी त्या सवय अजूनही ठेवल्या आहे, ते भक्तिगीताच्या सकाळी. ते असतं ना, सकाळी थोडंसं कामं झाले, की आपली ती देवपूजा झाली, की मग किंवा देवपूजा करायच्या वेळेस ते थोडेसे भक्तीगीत लावून द्यायचे, जेणेकरून घरातलं वातावरण थोडंसं ते प्रसन्न राहतं.
ओह! अच्छा. हं. हं. बरोबर, बरोबर. वाह! छान. मला वाटतं, की अ कुटुंबाशी जोडलेलं आपलं जे गाणं असतं आणि त्यासोबतची जी आठवण असते ना, ती आपल्याला काहीतरी नवीनच शिकवून जाते हो की नाही? मग तुम्हाला त्या गाण्यातून काय शिकायला भेटलं आणि ते तुमच्या आताही कामी आलं असं.
अगदी बरोबर. अ, त्या गाण्यातून जे अ, एक गोष्ट आहे, की नाही का, ते गाणं जेव्हा-जेव्हा लागतं ना, त